एवढी धावपळ चालू आहे जीवनाची. असं होत आहे, की नेमकं म्हणजे काय करू आणि काय नाही? नोकरी पण करावी लागते, घर पण सांभाळावं लागतं आणि त्याच्याशी जुडलेल्या जबाबदाऱ्या. मग ह्यामध्ये स्वतःची काळजी जेव्हा घ्यावी लागते, तेव्हा असं ऐकण्यात आलं आहे की माइंडफुलनेस हे चांगलं ठरलं जाते. तर अ, मला सांगा की माइंडफुलनेच्या असे छोटे काही ब्रेक्स कशे घ्यावेत हो? घेता का तुम्ही? आणि घेता तर कसं घेता?
हो, हो. नाही, नाही, बरोबर आहे. बघा, माइंडफुलनेस म्हणजे काय? जे आता चाललेलं आहे तद तुमच्या आजूबाजूला, अ, म्हणजे वर्तमानामध्ये राहा.
हं. बरोबर.
म्हणजे कसं आहे ना, तुमचा फोकस वाढतो. तुमचं एक म्हणतात ना, मनावरचं, शरीरावरचं एक नियंत्रण होतं व्यवस्थित. तर तुम्ही सतत अ, ते होऊन गेलंय, घडलंय त्याचाच विचार करत राहाल, तर तुम्ही तिथे अडकून जाता बघा.
बरोबर.
म्हणून छोटे-छोटे तुम्ही अ, पण तेही महत्त्वाचं आहे, की सतत तुम्ही असं नाही करू शकत की अ, कायमच ब्रेक्स घ्यात अ, पण ते छोटे-छोटे ब्रेक्स आहेत ना, ते खूप महत्त्वाचं आहे. अ, तुम्हाला त्याचं अगदी उदाहरण द्या द्यायचं झालं ना
हां. सांगा ना. हां.
तर अ, मी तुम्हाला सांगू शकते बघा की मी कॉर्पोरेट विश्वात काम करते.
बरं.
मग म्हणतात ना, आमच्याकडे बऱ्याच वेळा ते ईमेल येतात की "बसल्या-बसल्या तुम्ही कसं स्ट्रेचिंग करू शकता. अ, तुमचे मानेचे, हाताचे व्यायाम करू शकता."
हं. हं. हं.
"आणि दर एक म्हणतात ना 0.5 तासाने किंवा 40 मिनिटांनी थोडे ब्रेक घ्या. अ, श्वासाचे थोडे व्यायाम करा." असे ईमेल तर येतात, पण आपण ते काही करत नाही बघा.
बरोबर. हां.
<chuckles> होतं ना असं, नाही का?
होते ना. बरोबर आहे आणि अशावेळेस तुम्हाला वाटलं का? की हे असे ईमेल येतात आणि जर का तुम्ही करायला बसलं, तर अ, तुम्हाला करू करता पण येत नाही, कारण तुमच्यासमोर काम दिलं जातं. म्हणजे तुम्ही कसं तरी करून ब्रेक घेण्याचा प्रयत्न करता तिथे, की चला आता मी थोडं करणार, पण काय तर कोणाला असं दिसतं की "अरे ही रिकामी आहे, ही काही तरी वेगळंच करतेय, चला हिला काम देऊया." असं झालंय का तुमच्याबरोबर?
अगदी. हं. हां. अगदी, अगदी महत्त्वाचं बोललात तुम्ही. कारण ना असं होतं की तुम्ही
<laughs> इमानदारीने काम करते ही, चांगलं काम करते, पटकन करते. <chuckles> हिला अजून काम द्या.
हां, हां. तुम्ही अगदी उठता, तुम्ही तो ब्रेक घेण्यासाठी उठता आणि दुसरं कोणीतरी, "अगं हे बघ ना. अगं हे करायचं होतं. मग काय करायचं?" मग म्हणून मी काय माझं कसं आहे ना काम आता अ, मी जास्त करून यूएसच्या प्रोजेक्ट करायचे. आणि माझे सगळे जे ज्यांच्याशी बोलायचं असतं, सगळे कॉल्सच असतात.
हां. बरोबर. बरोबर. हं.
आणि असं बऱ्याच वेळा होतं, की ते कॉल्स असं म्हणतात ना, की पुढे जातात आणि तुम्ही तुमच्यासाठी वेळ अ, ठेवलेला असतो.
बरोबर.
30 मिनिटं किंवा 40 मिनिटं. म्हणजे हे त्या लंच ब्रेकमध्ये सुद्धा त्यांना, एक म्हणतात ना, 5-6 मिनिटं ते कॉल्स पुढे जातात. कारण काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असतं. ते संभाषण उरकायच असतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर कामही करायचं असतं.
हां. हम्म. बरोबर. मग ह्यात मला तुम्ही सांगा ना, की म्हणजे जेव्हा तुम्हाला असे छोटे ब्रेक्स जेव्हा तुम्हाला घ्यायचं जेव्हा तुम्हाला चान्स भेटतो, आता ते कामात किंवा घरी किंवा अ, म्हणजे जिथे पण जसा पण वेळ भेटेल, तसं साध्या शब्दात मला सांगा, की तुमच्यासाठी ते छोटे माइंडफुलनेसचे ब्रेक घेणं म्हणजे नेमकं काय? आणि त्याचा उपयोग कसा होतो तुम्हाला?
मग अशा हं. हं. हं. हं. बघा, म्हणून ना, एक तर जसं तुम्ही म्हणालात ना, की ब्रेक घ्यायला मिळत नाही, मग मी माझं वेळापत्रकच बनवलं, की प्रत्येक 2-3 कॉल्स नंतर 10 मिनिटं मी ब्लॉक करायला लागले माझ्या कॅलेंडरमध्ये.
हं. हां. हां.
म्हणजे ते कोणालाच तिथे ते म्हणतात ना, की कॅलेंडर ब्लॉक दिसलं, की कोणीच येणार नाही कॉल्स घ्यायला.
हां, बरोबर.
मग आता मग मी प्रत्येक अ, त्या 10 मिनिटांमध्ये कधी मग मी थोडंसं श्वासाचं नियंत्रण, थोडं 1 मिनिटं थोडं दीर्घ श्वास घ्या, असं-असं स्वतःचं म्हणतात ना, एक वेळापत्रक मी तयार केलं. कधी-कधी मग तसं आमच्या मी तुम्हाला म्हणाले, की जसं ईमेल आलंय, तसं थोडं स्ट्रेचिंग करा, थोडं सारखं-सारखं ते कॉम्प्युटरवर बघायचं, मग जरा बाहेर बघा. मग मी उगीचच मग वॉशरूमलाच जा, पाणी भरायला जा आणि
बरोबर. हं. बरोबर.
कधी-कधी तर मी तुम्हाला खरं सांगू का? बऱ्याच स्त्रिया, आता अ, पूर्वी काय व्हायचं ना, की वॉशरूमच नसायचं कितीतरी ऑफिसमध्ये.
हं. बरोबर ना, हो ना.
तीही सोय नव्हती, पण आता आहे, पण उठून जायला वेळ नाही. मी तर खरंच म्हणेन, तुम्ही हे वेळापत्रक जे आहे ना, ते तयार करा आणि स्वतःला वेळ द्या. कारण की काम
हां. अगदी बरोबर. हं. चांगली गोष्ट आहे, की तुम्हाला ते कॅलेंडर ब्लॉक करायची तुम्हाला परवानगी दिली जाते, की तुम्ही म्हणजे थोड्या-थोड्या वेळाने तुम्ही करू शकता ते. काही लोकांना ती पण परवानगी नसते, की असं नाही करू शकत ते आणि मग त्यामध्येच त्यांना जाऊन बाथरूममध्ये जाणं आणि मग परत येणं आणि मग त्यामध्ये कसं धावत-धावत जाणं, धावत-धावत येणं. तर मग मला सांगा, की अशा रोजच्या तुमच्या दैनंदिन ऑफिसमधले जे दिवस असतात, मग घरी आल्यानंतर किंवा प्रवास करता. असा 1 मिनिटाचा किंवा 5 मिनिटाचा ब्रेक कसा कसा बसवता तुम्ही? आणि नेमकं काय करता तुम्ही त्यामध्ये?
हं. हं. नाही-नाही, पण अशा वेळी ना हं. हं. हं. नाही, मी नशिबवान आहे या बाबतीत असं म्हणेन कारण काही काही अगदीच अ, म्हणतात ना, क्लायंट फेसिंग जॉब्स असतात, मग ते बँकेचे असू देत.
हां. हो ना, अगदी बरोबर, बरोबर.
किंवा अ, तुम्ही एखाद्या दुकानात वगैरे जेव्हा म्हणतात ना, की कोणाला तरी काहीतरी विकताय किंवा असे जॉब्स जेव्हा करताना खूप कर्मकठीण काम आहे, कारण की ते काउंटर सोडून जाता येत नाही.
हं, खूपच. हो, अगदी बरोबर.
पण तसं मी नशिबवान आहे, की मला त्या कॉम्प्युटरच्या समोरच बसावंस बसावं लागतं, त्यामुळे मी माझं वेळापत्रक जरा करू शकले. मग अ, काही, काही वेळाने तसे थोडे ब्रेक्स घ्यायचे, तिथे जायचं, थोडं चहा प्यायला जायचं, ब्रेक घ्यायचा, मित्र-मैत्रिणींसोबत खाली जायचं, अ, थोडेसे ते व्यायाम करायचे आणि घरी गेल्यावर मग मी तर 10 मिनिटं कोणाशी काहीच बोलत नाही. कारण कधी-कधी काय होतं ना
हं. बरोबर. हं. हां, थकून जाता तुम्ही स्वतःची थोडी एनर्जी तुम्हाला कन्झर्व्ह करावं लागतंय.
थकून हं. आणि कधी-कधी काय होतं माहिती आहे का, की ऑफिसचं घरी आणि घरचं ऑफिसमध्ये असंही होतं. तर ते आता या माइंडफुलच्या माइंडफुलनेसच्या छोट्या छोट्या ब्रेकमध्ये मी ठरवलेलं आहे. ऑफिस तर एकदा म्हणतात ना, त्या दार उघडून पहिलं पाऊल ठेवलं की घरचे विचार ते घरीच ठेवायचे. ते ऑफिसमध्ये कोणाला तुमचं पर्सनल मी आता हल्ली बोलायचं खूप टाळते.
हं. बरोबर. हं.
त्यामुळे तुम्हाला लोकं जज करतात, काहीही बोलतात. तर ते सगळं तिथल्या तिथे कर.
अगदी बरोबर. हो ना. सोडून द्यायचं ते.
आई ग! हां. आणि घरी गेल्यावर, म्हणजे म्हणतात ना, की असं शांत बसायचं. एक अ, 20-30 जे सेकंद आहेत. सगळं, आपले म्हणतात ना, अवयव थोडेसे स्ट्रेच करायचे. डोक्यापासून अक्षरशः स्पर्शाने बघायचं, की अरे, थोडा ताण आहे. थोडं स्ट्रेचिंग करा, मग जसं रा पण म्हणतात ना, शिथिल होतात तसे हातपाय. अगदीच पाय दुखतायत.
हं. तुम्ही ऑफिसमध्ये पण तुम्ही असं हे तुम्ही ट्राय केलं आहे का, की जिथे गरज नाही आहे, म्हणजे आता गरज नाहीये. तर एकदम मौन ठेवायचं, की गप्प राहायचं, शांत राहायचं? कारण तुम्ही थकले आहात आणि मग तुम्ही कसं तरी करून तुम्ही जसं तुमची शक्ती तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करत आहात, तुमची एनर्जी तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करत आहात. जोपर्यंत गरज पडत नाही, तोपर्यंत बोलण्याची आवश्यकता नाही, असं तुम्ही करायचा प्रयत्न करता का ऑफिसमध्ये पण?
हं. हं, हं. हं. हं, हं. हो. गरज नाही तिथे बोलायची अ, तिथे खरंच मी अ, नाही बोलत आणि म्हणजे अगदीच अ, बघा ना, अवांतर गप्पा चाललेल्या असतात ऑफिसमध्ये, लोक एकमेकांच्या कॅबिनवर जाऊन बसतात आणि अवांतर गप्पा मारत असतात, चहा-कॉफी हातात घेऊन.
हं. हां ना. <laughs> बरोबर. हां.
तर ते मी टाळते. कारण माझा असा त्रास आहे, की माझं कामच आहे, की ते यूएसचं प्रोजेक्ट आहे आणि माझं कॅलेंडर पूर्ण दिवसाचा ब्लॉक असतं. माझं कामच आहे त्यांच्याशी बोलणं, त्यांना समजावून सांगणं.
बरोबर. बरोबर. तुम्ही काम सोडून तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन गप्पा नाही मारू शकत, कारण तुमच्याकडे काम आहे आणि त्यांचे ते काम करत आहेत का नाहीत करत किंवा त्यांना काम दिलं गेलं नसेल. मग अशा वेळेस, म्हणजे हे कॉर्पोरेटचं आपण तुम्ही पण अनुभवलं आहे आणि आपण हे बघितलं आहे. मग अशा वेळेस बघा ना, की वेळ जेव्हा कमी असतो. आणि ही तक्रार असते लोकांची, तर हे इतके छोटे-छोटे ब्रेक ना खऱ्या अर्थाने हे प्रॅक्टिकल आहेत का? फायदा होतो का? म्हणजे जसं तुम्ही सांगितलं, पटकन वॉशरूमला जाणं आणि 2 मिनिटं श्वास घेणं, असं प्रॅक्टिकल आहे का?
हं. हं. हं. हं. नाही, नाही. अहं खरंच, खरंच. प्रॅक्टिकल आहे. मी खरं सांगू का तुम्हाला, सतत तुम्ही ती स्क्रीन बघत असता, मी तर म्हणेन सगळ्यांनी ना, तया म्हणजे अ, नक्कीच त्याचा उपयोग होतोय, की नाही ते बघा. करून बघा, म्हणजे कळेल. कारण ना, मी अगोदर बिलकुलच हलायचं नाही आणि असं वाटायचं, की नाही, नाही, का आपण 10 मिनिटांचा ब्रेक घेतला पाहिजे? आपलं जरा काम लवकर पूर्ण होईल. पण काम लवकर पूर्ण नाही होत. काम निरंतर आहे.
हं. बरोबर. हं. बरोबर. हां.
काम कधीच संपणार नाहीये.
अगदी बरोबर. हां. आणि तुम्ही लवकर जरी संपवलं, तरी दुसरं अजून तुमच्यावरती, ते टाकलंच जाणार आहे.
हे निरंतर आहे. मग तेच मी तेच म्हणते तुम्हाला, की अ, आणि बऱ्याच वेळी ना अ, तुम्ही अशा व्यक्तींना बघताना, की जे थोडा टाइमपास करतायेत, थोडा काही बराच. तर अश्या वेळी ना, तुमचं मन भटकणं खूप नैसर्गिक आहे. तेव्हा तुम्हाला असं वाटतं, की खूप राग येतो. मग अशा वेळी जर तुम्ही ब्रेक घेता, तुमचं म्हणतात ना, की असं, मग मी स्वतःच्या मनाला सांगते, की "ज्याचं त्याचं नशीब."
हं. अग हो ना. हो. अगदी बरोबर. बरोबर. बरोबर. शेवटी तुम्हाला तुमच्यासोबत खरं राहणं, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही इमानदारीने काम करता, त्यामध्ये तुम्ही माइंडफुलनेस सांभाळता, कारण एवढं सगळं करून सुद्धा, म्हणजे तुम्हाला जर का वेळ काढायचं काम पडत आहे, ब्रेक्स घेऊन माइंडफुलनेससाठी याचा अर्थ दिसून येतो, की तुम्ही, व्यस्त असता तुम्ही. आणि जसं तुम्ही सांगितलं, जे लोकं अ, व्यस्तच नसतात, त्यांना हे असे ब्रेक्स काढायची जास्त गरजच पडत नसते, कारण ते तिकडे बसल्या, बसल्याच त्यांची माइंडफुलनेस चालू असते. मग आता मला शेवटचं तुम्ही सांगा, की ही जी माइंडफुलनेस लावण्याची सवय जी आहे, ती जर का तुम्हाला कुणाला सल्ला द्यायचा असेल, तर त्यांनी कशी काही काही टिप्स तुम्हाला सांगायची असतील नवीन व्यक्तीला, की ज्याच्यावरती असं भरमसाट सारखं-सारखं असं कामच दिलं जाते आणि बिचारा तो व्यक्ती काम करत आहे. तर मग ही सवय तो व्यक्ती कशी लावू शकतो, जरा सांगणार का?
की आज हं. अगदी, अग हं. अगदी. हो. गरज पडत नाही. हो, हो, हो, हो. अगदी. हां. हं. हं. हं. हं. हं. हां, जसं बघा मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, जर शक्य असेल, म्हणजे तुम्ही अगदीच अशा ठिकाणी आहात, की म्हणजे बँक असेल किंवा कसं एखादं शॉप वगैरे असेल. तर तर मग तुम्ही काय करायचं बघा, की अ, कदाचित अ, तुमची एखादी मैत्रीण वगैरे किंवा जे पण आहे, की जी तुमची मदत करू शकते. तिला सांगायचं, की "मी ही तुला मदत करीन, तू ही मला मदत कर, अ, तू मला एक किंवा तासाने अ, तू मला बॅकअप म्हणून उभी राहा आणि तोपर्यंत मी जरा एक 5, 10 मिनिटांचा ब्रेक घेऊन येते." आणि अ, हे जे संभाषण आहे ना, हे जर तुमचे तत्सम जे मॅनेजर वगैरे आहेत, त्यांनाही सांगा, की मला ही बायो ब्रेक लागतात. त्याशिवाय नाही, मी इकडे 8 तास उभी नाही राहू शकत.
हं. अगदी बरोबर. हं. बरोबर. बरोबर. अगदी बरोबर. हो.
कामाचं नियोजनच तुमचं असं असलं पाहिजे, की 8 तास उभं राहणं शक्य नाही. 8 बसून काम करणं शक्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे वेळापत्रक बनवणं. वेळापत्रक बनवा, त्याच्यामध्ये तुमचा लंच ब्रेक, तुमचे हे 10-10 मिनिटांचे ब्रेक आहेत ते नक्की घ्या. कधी-कधी वाटलं, की अर्धा तास काम पुढे जातंय. हरकत नाही.
हं. अगदी बरोबर. हं. हो.
पण ते त्यावेळी 10 मिनिटांचे आणि मी खरंच सांगते, 30 सेकंद तुम्ही डोळे बंद करून बसा ऑफिसमध्ये, फक्त 30 सेकंद. आणि त्याच्यानंतर तुम्ही ड डोळे जेव्हा उघडता ना, खरंच तुम्हाला छान वाटतं.
हां. हं. बरोबर. खूपच छान!
कठीण आहे. पण त्याचं म्हणतात ना एक सातत्य.
किती, हां.
सातत्य तुम्ही ठेवा.
खूपच छान प्रकारे तुम्ही या गोष्टीला सांगितलं की कसं म्हणजे माइंडफुलनेस ही एक अशी गोष्ट अ, होते की म्हणजे ही करावी लागते, ही घ्यावी लागते. ज्यांच्या ज्यांचा रुटीनच एवढा व्यस्त असतो, काम करावे लागते, काय करणार? काम नाही केलं तर कसं चालणार? काम करावंच लागते. आपल्याला कळतं, की याच्याशिवाय दुस सध्या काही दुसरा पर्याय नाही आहे. जोपर्यंत दुसरा दरवाजा उघडत नाही तोपर्यंत आपल्याला हेच करणं भाग आहे. मग अशा वेळेस तुम्ही, म्हणजे चांगल्या प्रकारे सांगितलं की कसं माइंडफुलनेसचे कसे छोटे-छोटे ट्रिक्स आणि छोटे-छोटे ब्रेक्स कसे तुम्ही घेता? आणि कसं ते म्हणजे शक्य करवणं किती म्हणजे मुश्किल पण आहे आणि अ, संभव पण आहे, फक्त करणं म म्हणजे महत्त्वपूर्ण आहे. हो.
हं. हं. बरोबर. अगदी. <laughs> हो, हो. हो. अगदी, अगदी. अक्षरशः. हां. नाही, नाही. अ, म्हणतात ना एक्झिक्युशन किंवा एक स्वतः ते तुम्ही मनाची तयारी ठेवा, की नाही घ्यायचंच आहे आपल्याला. अतिशय प्रेमाने बोला. मी तर म्हणेन की आले, आले, 2 मिनिटांत आले. आले, 5 मिनिटांत आले.
बरोबर. हां. हं. बरोबर, बरोबर. खूपच छान! तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटलं आज. खूपच छान आपला संवाद झाला. आपण परत नक्की भेटूया, तुम्हाला खूप धन्यवाद.
धन्यवाद.